म्हणजे त्या टाइपचा तो व्यक्ती होता. तशी
ग हां. त्या टाइप. हां, गुंड प्रवृत्ती म्हणू शकतो आपण हां.
हां. त्यावेळेस अ, माझी आणि त्याची ओळख झाली, तर मला त्यानं बऱ्याचवेळा त्यानं मला हे केलं, की मला असं या-या व्यक्तीमार्फत माहिती पडलं, की "तू नवीन काहीतरी बिझनेस चालू करतोय आणि तू जागावागा पाहून ठेवली. आणि तुझं ब ऑलमोस्ट सगळं सेटच आहे आणि तुला भांडवलची कमी पडते, तर तुला काही लागलं तर माझ्या मला सांग. मी आहे मदत करायला तुला, मी देतो तुला किती लागतंय, काय लागतंय." पण माझ्या मनात त्यावेळेस असं होतं, की मी म्हणलं, यार भांडवलची गरज तर आहे. पण मी
हां. हां. अरे, बापरे! हां. हो.
व्याजाने पैसे नाही घेऊ शकत." म्हणला, "कारण की धंद्यामध्ये व्याजाने पैसे लावणं म्हणजे तो पैसा कधीच निघून नाही येणार" म्हणल.
नाही. हो. आणि ते व्याज वाढत जातं ते. व्याजाचे व्याज चक्रवाढ व्याज म्हणजे काय आहे हं.
आणि आणि हो. आणि मला घरच्यांनी पहिल्यापासून ताकीद दिलेली, की "बाबा तू" "असं काही लोन घेऊन किंवा व्याज घेऊन असं काही करायचं नाही" म्हणून.
हां. हां.
तर माझ्या डोक्यात तोच विचार चालू होता. मग नंतर-नंतर मला कुठेतरी जाणवलं, की आपण फार वेळ चाललो आहे त्याच्यामध्ये आणि माझं मी जे अ, दुकानाचं जे अ, गाळा पाहून ठेवलेला होता, जे लोकेशन पाहून ठेवलेलं होतं आणि बाकीच्या गोष्टींची जी मी तयारी करून ठेवली होती. त्या तयारीमध्ये अ, मला अडचणी यायला सुरुवात झाल्या, की दुकानमालाकही थांबायला तयार नाही. कारण त्याच्याही मोक्याचं ठिकाण असल्यामुळे त्याच्याकडेही काय रोजचे येणारे चालूच होते. मग त्या रिलेशनमुळे तू कितीक दिवस थांबणार. मग अशा काही अडचणी सुरू झाल्या. आणि त्याला ते बाहेरून भनक पडली आणि नेमकं त्याने तोच मोका शोधला आणि त्यानं सांगितलं, "अरे, मी तुला बऱ्याच वेळा म्हणलं तू बाबा तू व्याजानं नको घेऊ, मग एक मदत म्हणून घे म्हणून माझ्याकडनं." मी म्हणलं, "मदत म्हणूनही तो अनोळखी व्यक्तीला असं मदत करतोय मला ते योग्य नाही वाटत आहे." मला तो एक जेस्चर आवडला त्याचा. मी म्हणले, "यार साला माझे जवळचे नातेवाईक, माझे मित्र मला कोणी मदत करत नाही आणि तू एकदम आपली तुरळक, आपली गाठ भेट हां. 5
बरोबर. हां. हो. बरोबर. नक्कीच. हां. हो. हां. हां. अच्छा. हां तो करतोय हां, म्हणजे इंटेन्शन चांगलं असेल मदतीचं वगैरे असं वाटलं असेल तुम्हा
"हो, आपली 4-5 महिन्याची गाठभेट" म्हणलं "आणि तू एकदमच तयार झाला म्हणलं तेवढं भांडवल टाकायला, तर मला थोडंसं हे वाटलं" म्हटलं. तरी म्हणलं, "तू मला काही अ, असं वाटत नाही" म्हटलं, की "मी तुझ्याकडून तरी घ्यावं कारण मला काही माहिती नाही" म्हटलं, "मी कधी परत करू शकेल तुला कधी नाही करू शकत आणि बहुतेक हे पैसे परतच नाही आले, तर मी काय करणार?" म्हटलं कारण मला थोडीशी तर जाणीव होती ना, की हा व्यक्ती थोडासा
हां. हो ना.
वेग अ, वेगळ्या लाईनचं आहेत त्या ह्याचं. तर मग मी त्याला अगोदर सगळी कल्पना दिली. तर तो म्हणला, "नाही यार, तू माझ्या लहान भावासारखा आहे. मी तुला कशाला असं करेल असं तसं. मग त्यानं अजून मला हे केलं," मग अ
हां. हां. हां.